वाह, वाह, वाह! छान, छान. अभिनंदन हां, तुमचं याच्यासाठी आणि ह्या गाण्याचे शब्द सुद्धा खूप सुंदर आहेत आणि अर्थ सुद्धा खूपच सुंदर आहे. अ, अच्छा, म्हणजे हे तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता का? अ, हे गाणं हे संगीत म्हणजे.
म मग? खरंच. नक्कीच. माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आणि ह्या गाण्याने मला जी ओळख माझ्या मीपणाची ओळख करून दिली ना, ती आज पण मी टिकवत आहे.
हां. अरे, वाह! छान. मग तुम्ही अ, संगीताचं शास्त्रोक्त अ, शिक्षण घेताय का किंवा घेतलंय का?